असं होतं ना कधी-कधी, की आपण भरपूर माणसांमध्ये आहे, पण तरी पण आपल्याला एकटं वाटतंय.
हो. अगदीच. हो ना. होतं.
मग अशावेळेला तुम्ही काय करता?
अहं, खरं तर अ, माझा असा छोटासा अनुभव आहे, की माझ्या घरात म्हणजे माझी मुलगी जेव्हा शिक्षणाच्या निमित्तानं पहिल्यांदा माझ्यापासून लांब गेली. घरात सगळेजण होते पण ती गेल्याचं जे मला दुःख होतं, ते जरा जास्तच होतं आणि त्यावेळेला मला खरंच खूपच एकटं वाटत होतं. कारण शिक्षणासाठी हो ना, शिक्षणासाठी गेली असूनही. म्हणजे 15 वर्ष तुमचं बाळ तुमच्या समोर असतं आणि मग नंतर ती शिक्षणासाठी बाहेर जाते काय आणि सगळे असूनही ते एकटं वाटणं, जे आहे ना, ते मला खरंच खूपच अ, त्रासदायक
म्हणजे शिक्षणासाठी जा गेली असूनही. हां, हां. म्हणजे बाहेरगावी वगैरे गेली होती का म्हणजे? अच्छा, हां.
बाहेर गावी, हो ना. म्हणजे हो बाहेरगावी गेली होती कारण तिला 12वी आणि नीट अ, नीटच्या एक्झाम्स अशी दोन्हीची तयारी एकत्र करायची होती आणि त्या निमित्तानं ती अ, माझ्या शहरातून दुसऱ्या शहरामध्ये गेली होती. आणि मग ते एक तर तिला खूपच असं अ, मिस करत होते मी. आणि मग ते जे एकटं वाटणं आहे ना, ते सुरू झालं होतं मला आणि अक्षरशः रडायला येत होतं बरं का. मग नंतर मी हा विचार केला. ती साधारण दुपारी 12च्या सरमा सुमारास गेली होती 12-12.30च्या सुमारास आणि अशा वेळेला माझी घरातली सगळी कामं झाली होती आणि आता काय करायचं? असा मोठा एक प्रश्न होता. मी त्याच्यानंतर काय केलं माहिती? अ, तोंडावरती पाणी मारलं, गार पाणी. डोळे धुतले आणि थोडंसं फ्रेश वाटायला लागलं. मस्तपैकी माझ्यासाठी कॉफी बनवली आणि शांत झाडाकडे झाडाकडे आणि पक्षांकडे बघत कॉफी घेत बसले आणि मग नंतर मी हा विचार केला, की एक ना एक दिवस या पक्ष्यांप्रमाणे माझं बाळ सुद्धा पंख आला, की उडणारच आहे. आणि आता तिच्या पंखामध्ये बळ येण्यासाठी जर ती गेली असेल, तर का वाईट वाटून घ्यायचं? असं स्वतःशी संवाद साधून मी तो सकारात्मक दृष्टिकोन तयार केला. आणि मग नंतर संध्याकाळी तर मी तिच्याशी फोनवर बोललेच आणि मग त्याच्यानंतर ते वेदना थोड्याश्या-थोड्याश्या कमी-कमी होत गेल्या. आणि अशा पद्धतीनं हां.
हं. हं, हं. अच्छा. अच्छा, अच्छा. ठीक आहे, ठीक आहे. हो. अच्छा. हां, हां. हां, हां. हो. हो, हो. अरे वाह! हं. म्हणजे तुम्ही म्हणजे नेहमीच अ, तिच्याबरोबर म्हणजे जेव्हा ती होती तुमच्याबरोबर तर तुम्ही भरपूर वेळ त्या तिच्याबरोबर घालवत असाल.
हो. <laughs> हो ना. ते कसं? अ, शेंडेफळ आहे ना घरातलं आणि त्यामुळे ते सारखं आई, आई, आई, आई ते सारखं आणि तिची अशी हो. तेच. आणि ते
अच्छा. हां. म्हणजे ते कानावरती सारखं पडत होतं, त्यामुळे तुम्हाला सारखं एक माणूस बाजूला आहे असं जाणवत होतं आणि आता अचानक
हो आणि ती खरंच असं ना पदरच सोडायची नाही आणि तिची सवय होती. मग नेहमी असं माझं पदर अ, ते पदराचं टोक आणि ती हातात धरायची आणि ते असं सारखंच मग ते अशा तिच्या एक-एक हरकती ना अ, आठवत होत्या आणि मग रडायला यायचा. <chuckles> पण नंतर मी त्या पक्षांकडे बघून <laughs>
हां. हं. नाही. पण तुम्ही खरंच खूप छान तुम्हाला स्वतःला समजावलत आणि खरंच एक तिच्याच भल्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळे तुम्ही स्वतःला सकारात्मक एक दृष्टिकोन देऊन त्यातून मग बाहेर आलात.
हो. हो ना. खूप आहे. अ, हो बाहेर यायला थोडासाच वेळ लागला. एक 3 ते 4 दिवस लागले पण आले मी त्याच्यातून बाहेर. आणि मग नंतर फोनवरती बोलणं वरचेवर चालूच राहिलं आणि आता सांगायलाही छान वाटते, की आज ती एक खूप यशस्वी डॉक्टर आहे. जर आता असं वाटतं <laughs> असं वाटतं, की
काय छान! काय बोलता? अरे वाह! मग तुमच्या सारखं एक खंबीरपणा काय म्हणतात ना पाठीराखा असेल. त्या पंखात आली ना भरारी. <chuckles>
खरंच ना हो, असं वाटतं हो त्यावेळेला जर मी तिला माझ्याच पंखाखाली ठेवलं असतं किंवा माझ्याच पदराखाली ठेवलं असतं, तर ती आज उडू नसती शकली. याचंही मला म्हणजे कुठंतरी ते एक छान वाटतं, की हा, मी त्यावेळेला जो भावनांना आवर घातला आणि माझ्या एकटेपणावरती मात केली, त्याचं हे चांगलं फलित आहे, असं म्हणायला हरकत नाही आपण. हो ना.
हां. हां, हां. हो. मग ते 4 दिवस जे तुम्हाला अ, अवघड गेले. तेव्हा मग तुम्ही नक्की अ, म्हणजे आता तुम्ही म्हणालात कॉफी वगैरे घेऊन पक्षांकडे बघून एक सकारात्मक दृष्टिकोन दिला. सकाळी जेव्हा तिचा आई आईचा आवाज येतो तेव्हा रड रडवेला होत होता पण तो आई-आईचा आवाज नक्कीच तुम्हाला कमी पणा म्हणजे तो एक कमी जाणवत होता म्हणजे त्याच्यामध्ये.
हो. हो. <chuckles> हो ना. <laughs> हो. हो ना. ते खूपच कमी जाणवत होती पण अशा वेळेला ना माझ्या घरातल्या इतर अ, जे कुटुंबीय होते. म्हणजे माझे मिस्टर आहेत आणि माझा मोठा मुलगा आहे. त्यांनी खूप मदत केली बरं का, <clears throat> अशा वेळेला आणि मग मी सुद्धा त्यांच्यामध्ये मिक्सअप व्हायला सुरू केली. माझा मुलगा कधीच माझ्याबरोबर थांबत नसायचा आणि मुलं कशी ना त्यांचं मित्रमंडळ खूप असतं. हो ना. आणि तो जरी घरात असला तरी त्याचं उद्योग याच हिच्या खोड्या काढणं असंच असायचं मग त्याला मी <laughs> नाही, काही नाही. उलट त्यानं माझ्या खोड्या काढायला सुरू केलं. मग नंतर असं काहीतरी चिमटे काढ असं काहीतरी करायचा तो आणि मग ते थोडंसं लक्ष विचलित व्हायला खूप मदत झाली आणि मग हो, आणि मग अशा पद्धतीनं थोडंसं मी त्याच्यातून असं हळू-हळू हळू-हळू बाहेर पडले पण आज खरंच छान वाटतं की मी त्या अ, वेळेला स्वतःला बदललं आणि आज त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत.
हां. हां, हां. हां, हां. हां. हो मस्ती असते. हां, हां. हं. उलटं खोड्या पण कमी झाल्या असेल म्हणजे तो खिळखिळाटपणा अरे बाप रे! <chuckles> मग मदत झाली, अच्छा. नक्कीच, नक्कीच. म्हणजे घरच्यांनी एक छान साथ दिली तुम्हाला. ते 4 दिवस खूप महत्त्वाचे होते. एक अ म्हणायला ते एक सवय लागेपर्यंत अ, असं. मग तुम्ही असं काय प्रयत्न हं. प्रयत्न वगैरे केला का? की अ, म्हणजे अ, मुलगा वगैरे पण रात्री वगैरे आला असेल मग तुम्ही असं मध्ये मधल्या वेळेमध्ये वगैरे असं मित्राला वगैरे कॉल करणं किंवा
हो ना. हो, खरंच. हो खरंच, खूप महत्वाचं होतं ते. हो, अगदीच. हो ना. कानामध्ये हां. हो ना. बघ ना जो अगदीच. अशा वेळेला ना मी काय केलं, हो, मी माझ्या आईला कॉल केला होता त्यावेळेला. आणि मग मी आईला बोलून दाखवलं की "जेव्हा मी तुला सोडून आले तेव्हा तुला काय वाटत असेल, याची जाणीव मला आत्ता झाली." आणि मी ते अगदी मनमोकळेपणानं तिच्यासमोर मान्य केलं. मग ती म्हणत होती की "अगं, हे असं होत असतं आणि बाईचं अ, जन्म जो आहे ना तो खूप करुणेनं भरलेला आहे. आणि हां, हे एकीकडे खरंच खूप चांगलं आहे आणि हे दुःखदायक पण आहे पण, सगळंच अ, सुख किंवा सगळंच दुःख एकालाच मिळतं असं नाही. तर हे मिश्रित आहे आणि हे चालत राहणार. आयुष्य आहे पुढे जायचंय आपल्याला." असं तिनं ही माझी खूप छान समजूत काढली आणि आईशी बोलल्याच्या नंतर बऱ्यापैकी हलकं-हलकं वाटायला लागलं. मग थोड्या वेळाने माझे मिस्टर आले आणि मग थोडं, थोडं, थोडं, थोडं रुळत गेले आणि छान मग नंतर थोडंसं आले मी जागेवरती असं ते छान होतं. <chuckles> हं.
काही वेगळं काही प्रयत्न केला होता का? अच्छा. आह. हं. अच्छा. अरे वाह! नक्कीच, नक्कीच. हं, हं. मग जेव्हा ती आली परत अ, शिक्षण घेऊन आली तेव्हा कसं वाटलं?
हो. त्याच्यानंतर ती अ, 1 महिन्याच्यानंतर आली होती. अ, तेव्हा छानच वाटलं होतं. पण ती परत जाताना नंतर ना असं अ, पोटात गोळा येत होता की अरे बापरे! आता माझं बाळ जाणार हो. असं एक परत ते व्हायला सुरू होत होतं. पण नंतर मी स्वतःला खूप सावरलं. कारण पूर्वीचा अनुभव गाठीशी होता. मग त्यावेळेला मी अ, हो सावरले हो ते 4 दिवस नाही लागले अ, अगदी म्हणजे थोडंसं 40 मिनिटात वगैरे मी झाले, रिकव्हर. पण अ, जेवढा मला त्रास झाला तेवढाच तिलाही नक्कीच झाला त्रास आणि असं होतंच. हो ना.
हं, हं. हां. हो, हो. या वेळेला थोड्क्यात सावरला असाल तुम्ही? हं, हं, हं. नक्कीच, नक्कीच. हो, हो. होतंय. मग आता हे तुम्ही सांगितलत की अ, मुलगी शिकायला जाते. म्हणजे तुमच्याहून दुरावते तेव्हा तुम्हाला आलेला हा अ, एकटेपणा आहे. अ, भावनिक एकटेपणा आहे. अ, पण तुम्हाला असं इतर वेळेला पण कधी असं वाटलं आहे का म्हणजे अ, की सगळे जण आहेत आणि तरी पण तुम्हाला कधी असं वाटतं का की एकटेपणा आहे? किंवा ह्याच्याव्यतिरिक्त अजून कुठल्या वेळेला तुम्हाला असा एकटेपणा जाणवला होता का?
हो. हो, हो, हो ना. एकटेपणा आहे. हं. बरोबर. हो ना? हो, असं मला जाणवलं होतं. जेव्हा माझे बाबा गेले वारले अ, तेव्हा तो म्हणजे न भरून येणारा लॉस होता. पण आईकडे बघून ते दुःख म्हणजे पचवण्याचं थोडंसं धाडस झालं. कारण आई माझी एकटी पडली होती आणि मग आईला धीर देणं अ, हे माझं कर्तव्य होतं आणि मग ते आईकडे बघून तो गिळला म्हणजे अगदी लिटरली तो एकटेपणा गिळला. पण तरी सुद्धा अ, कधी-कधी जेव्हा अजूनही मी एकटी असते तेव्हा ते जाणवतं, की हां, ते छत्र असतानाचं एक अ, वेगळं असतं म्हणजे ते भावना वेगळ्या असतात आणि जेव्हा माहिती असतं, की आता बाबा येणार नाहीत समोर कधीच ते
अच्छा. हो, हो. आईसाठी. बरोबर. हो, हो. हो, म्हणजे तो हात डोक्यावरचा परत अ, येणारच नाही आहे.
हो ना, आणि ती हो आणि ते एक अ, काहीतरी असते ती शक्ती अ, किंवा ते मायेचे जे बोल असतात ना, ते ऐकायला नाही मिळणार याचं एक खंत असते. तर अ, इथे एकटेपणा वाटतो. आणि हा एकटेपणा कायम असेल. पण तरीही मी त्याच्यातून पटकन बाहेर येण्याचाच प्रयत्न करते आणि एका जागी कुठेही रेंगाळून आपल्याला चालतच नाही. आयुष्य प्रवाहामध्ये व्हायचंच आहे आपल्याला आयुष्याच्या.
हं, हं. हो, इतरांसाठी सुद्धा तुम्हाला जसं तुम्ही म्हणालात, आईसाठी पण तुम्हाला खंबीर उभं राहणं गरजेचं होतं. पण तुम्ही जर अ, अ, हात टेकले, तर मग बाकीचे पण मग जरा अ, त्यातून सावरायला वेळ घेणार अ, नक्कीच
हो, हो ना, हो, अगदीच. खरच, हो. हो ना आणि मग अ, आणि मी मोठी असल्यामुळे ती जबाबदारी माझ्यावरती नकळतच होती आणि हो ना, तर ते पण असं ठीक आहे हरकत नाही. आता ते चालतात हे गोष्टी कारण प्रत्येकाला, आयुष्यात प्रत्येकाला, या परिस्थितीतून जावं लागतं याची सुद्धा मला जाणीव हे कुठेतरी आहेच.
वरती. मग आता तुमची मुलगी पण डॉक्टर अ, झाली आहे. तर तुम्हाला असं कधी वाटतं का की असा एकटेपणा वगैरे आला तर आता आपल्याला एक अ, काय म्हणतो ना तज्ञ आहे जी आपल्याला अ, अ <chuckles> हो, मग ती काय वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगते का की एकटेपणा कसा घालवायचा?
हो. हो. हक्काची डॉक्टर आहे जिला मी सांगते <laughs> हो, बट अ, ती अ, हो, ते मग प्रत्येक वेळेला ती मला ब्रेन एनाटॉमी सांगत असते आणि <laughs> तिच्या <laughs> हो आणि मग ती सांगत असते, की बघ आता तुझ्याकडे हे हार्मोन्स सिक्रेट होत आहेत, तुझं हे वय आहे, तुला हे होणं खूपच स्वाभाविक आहे. मग तुला आता हे करायचं आहे, हे करायचं आहे, तुझा आहार असायला असा असायला हवा. तर ती मला पूर्ण गाईड करत असते. म्हणजे आता तीच माझी आई झाली आहे. तर अ, अशा पद्धतीनं डॉक्टर तर आहेच पण ती माझी आई सुद्धा झाली. तर अ, याचं पण एक असं समाधान वाटतंच. छान वाटतं पण असं आणि जेव्हा, केव्हा मी एकटी पडते मग मी माझ्या मुलीशी बोलते कारण आमच्या दोघींचा जो कनेक्ट आहे ना तो काहीतरी वेगळाच आहे आता.
आं, तिथून अरे बापरे! ओ. हं. हं. हं. हो, हो. मस्त, म्हणजे एक खरंच तसा एक कनेक्ट असणं आणि अ, काय म्हणतो ना, कुठेतरी तुम्हाला छानपैकी मोकळं व्हायला अ, मिळत आहे. आणि ते सुद्धा आता त्या मुलीच्या रूपातच. तिच्याच विरहाने तुम्ही अ, पहिलं एकटेपणा जाणवला होता तुम्हाला आणि अ, आता मला वाटतं, ह्याच्यापुढे कधीच तुम्हाला एकटेपणा येणार नाही तिच्यामुळे.
हो. <chuckles> उपगत. हो. अगदीच. <laughs> हो, हो. हो, ना. नाही. <chuckles> नाही, नाही. काय होतं ना, की ज्याच्यापासून दुःख आलेलं असतं, तिथेच आपलं, औषध असतं, असं म्हणतात. जो दर्द जिसने दर्द दिया है, वही दवा देगा. असं जे, एक म्हणा म्हणजे, असा एक डायलॉग होता. ते हो, चपकन बसलंय माझ्या बाबतीत ते. <chuckles> असं झालंय. हो.
हो, हो. हं. हो, तर ते तुमच्या ह्याच्यात नक्की झालं तसं. <chuckles> नक्कीच, नक्कीच. अ, खूप अ, अ, छान पद्धतीने तुम्ही अ, स काय म्हणतात ना ,स्वतःला अ, खरंच इतरांसाठी आणि स्वतःसाठी सावरलत. हे खरंच खूप अ, अ, अवघड गोष्ट आहे, पण तु तुम्ही केलत आणि त्यातून बाहेर पडलात आणि वडिलांच्या वेळेलाही बाहेर पडलात. आणि आताही तुम्ही ते अ, काय म्हणतात ना, मुलीच्या अ, ह्याने सुद्धा, तुम्ही कुठे कुठलाच एकटेपणा तुम्हाला अ, पुढे तरी येणार नाही, हे मला दिसून येत आहे, कारण की तुम्ही त्या एवढ्या पायऱ्या चढलेल्या आहात. आणि त्यातून तुम्ही म्हणालात ना, दुसऱ्या वेळेला अ, ह्याची जाणीव होते. अ, अ, अ, बेर करायला ताकत येते, ऑलरेडी आपण तेवढा वेळा गेलेलो असतो एकटेपणातून.
हो. हो. नक्कीच. हो. नक्कीच, नक्कीच. हो, असं वाटत हो. अगदीच. बरोबर. ते टे पूर्वानुभव असतात, जे तुम्हाला नक्कीच मदत करतात, पण मला इथं सांगायला नक्कीच आवडेल, की जेव्हा केव्हा, अशी एखादी मदत अ, नसते तुमच्याकडे अव्हेलेबल, त्यावेळेला सुद्धा, म्हणजे मलाही कुणीतरी हे सांगितलं आहे, जेव्हा मी योगा अ, च्या अभ्यासाला जायची. तर त्यांनी असं सांगितलं होतं, की जेव्हा तुम्हाला असं काही, नकारात्मक विचार येत असतील किंवा एकटपणा जाणवत असेल, त्यावेळेला अ, जे बॉक्स ब्रीथिंग आहे, ते करणं आणि मेंदूला जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा होईल, याच्याकडे लक्ष देणं खरंच गरजेचं आहे. आणि जे मी आजही अ, त्याचं पालन करते. आणि मी शक्य जेवढे माझ्या माहितीतले आहेत, त्या सगळ्यांना तशी माहिती देत असते. त्याच्यामुळे एकटेपणा दूर होण्यासाठी खूप लवकर मदत होते. सायं अ, सायंटिफिकली, तर मी असं नक्की म्हणेन, की श्वासांवरती लक्ष दिलात, तर तो जो एकटेपणाचा त्रास आहे, तो नक्कीच कमी होतो.
हो. अ, हां. ओके. ओके. नक्कीच, नक्कीच. मला एवढ्यात अ, काय म्हणतात ना, मनातल्या गोष्टी तुम्ही माझ्याशी शेअर केल्यात आणि एकटेपणाला कसं तोंड द्यायचं, याचा अ, अंदाज दिला. म्हणजे नको, याला कोणालाच असं एकटेपणा येऊ नये. आणि आला तरी खरंच कसं ह्यातून बाहेर पडायचं, ह्या गोष्टीची मला जाणीव झाली आहे. त्याबद्दल तुमच्यामुळे कळलं आहे, त्यामुळे खरंच अ, धन्यवाद माझ्याबरोबर शेअर केल्याबद्दल.
हो, नक्कीच. हो. <chuckles> हो. नक्की. हो ना, हो ना. खरं. हो. खूप अ, तुम्हाला सुद्धा, खूप धन्यवाद. आणि मला सुद्धा तुमच्या बरोबर बोलताना, खरंच खूप छान वाटलं होतं, त्यासाठी खूप-खूप धन्यवाद आणि आभार, की तुम्ही मला इथं ते बोलायला भाग पाडलं. आणि माझं मनातलं मी सांगू शकले तुम्हाला. त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. मला तुमच्याशी बोलायला नक्की आवडेल, परत एकदा. हो, खूप धन्यवाद.
धन्यवाद.